मी तर सगळ्याच बाजूला करायची. म्हणजे मी तर मजाच मारते. माझी दोन्ही बाजूला पार्टी असते. इथे आईच्या बाजूला गेले, तर लाड होतातच. कारण अ, बाबा महाराष्ट्रीयन आहेत. तर त्यांना सतत मी सांगत असते. "हां, मी माझे पापा महाराष्ट्रीयन आहे, म्हणून तुम्ही माझ्यासोबत असे वागता ना. माझ्यासोबत पार्शलिटी करता ना. ते गुजराती आहे, तुमच्याकडे असते म्हणून तुम्ही त जास्त प्रेम करताय." तर ते म्हणतात, "नाही नाही बाळा. असं काही नाहीये. ये, ये, ये." मग माझे जास्त लाड होतात आणि तीच गोष्ट मी माझ्या बाबांच्या बाजूला पण करायची. "हां, मम्मा गुजराती आहे. म्हणून तुम्ही माझ्यासोबत असं करता." मग ते पण म्हणायचे की, "अरे, बाबा आम्ही हिला अ, असं वेगळं का वाटून ग चाललंय. मग आपण तिचे जास्त लाड करूयात." तर अशा प्रकारे ना दोन्ही बाजूला माझी एकदम मस्त सेलिब्रेशन असायचं.
<chuckles> नाही. हं. अरे, बापरे! <chuckles> अरे, वाह, वाह! <chuckles> हं, हं, हं, हं, हं. अरे बापर <chuckles> तर तरी असतं ना आपला. तरी आपल्याकडे एक असतो की नाही ह्या भागाकडे मला थोडं जास्तच एकदम लाड भेटतोय, जास्तच थोडं चिप्सचे पॅकेट जास्तच भेटतंय, मला खायला जास्तच असं होतंय. <laughs> तसं कधी कुठे तुमच्या साइडनी झाला तुमच्यासोबत असं?
हो, म्हणजे आईच्या बाजूला. ते असतं ना हां, हो. आईच्या बाजूला सगळे जरा जास्तच लाड करतात. मावशी असते, मग आजी असते. आईची आई. तर तिचं जरा जास्त असतं ना मुलीच्या मुलांवर थोडं मला असं वाटतं की अ, आज तर 5-10% जरा जास्तचं प्रेम असतं. ते जास्तचं लाड होतात आमचे तिथे. तर ते हां, आहे थोडंफार.
मम्मीच्या बाजूला. हम्म. हम्म. <chuckles> हां, ते पण आहे म्हणा. बरं, बरं, बरं, बरं. पण अ, आता हे तर घरच्या गोष्टी झाल्या की आपल्या नातेवाईकांशी वगैरे बोलताना हे सगळ्या. पण आता कसं असतं की तुम्हाला तुम्ही शाळेचं जिकर केला. तर शाळेमध्ये कसं नवीन मित्र बनवताना किंवा लोकांशी बोलतांना तुम्हाला 2 संस्कृतीचा फायदा खूप झाला असेल बरं का. अ, मग कधी-कधी असे फायदे पण झाले असेल आणि कधी-कधी असे ऑकवर्ड मोमेंट्स पण झाले असेल म्हणजे एकीकडे साधेपणा दुसरीकडे एकदमच ओपननेस वगैरे झाला. तर तुम्ही असं हँडल कसं केलं त्याला एकदम?
हं. हो.

हो ना म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की माझाचं अनुभव सांगते. आता माझी आई आहे, ती गुजराती फॅमिलीला बिलाँग करते आणि माझे बाबा महाराष्टीयन.
हं. बरं.
आणि तर सुरुवातीपासनं हे असं असायचंच की आईच्या बाजूला गेलं ना तर तिकडचे नातेवाईक सगळे गुजराती बोलायचे आणि गुजराती जेवण, गुजराती सण वगैरे साजरी करतात ते नवरात्र जास्त साजरी करतात तिथे गुजरात साइडला आणि बाबांच्या बाजूला कसं म्हणजे आपल्या इथे गणपती असतो, पाडवा असतो. हे महाराष्ट्रीयन सण जे असतात आणि जेवण तर एकदमच वेगळं असतं गुजरात्यांचं जेवण गोड असतं हे इथे महाराष्टचं एकदम असं झणझणीत असतं.
अच्छा. हं. हो. बरोबर, बरोबर. हं. बरोबर. <laughs>
तर ह्यामुळे ना मला खूप असं आयडेंटिटी क्रायसिस व्हायचे की मी आहे कोण? म्हणजे मी गुजराती आहे का मी महाराष्ट्रीयन आहे? आणि लहान असताना समजत नाही ना आपल्याला. तर मी आईला विचारायची की मी शाळेत जाते तर तिथे तर मी तर तू तर मला कॉन्व्हेंटमध्ये घातलंय आता तिथे तर सगळे कॅथलिक.
अरे वाह! खुपचं <laughs> हां. बरोबर, बरोबर. हं, हं. <laughs> हं.
तर माझ्या डोक्यात असा गोंधळ व्हायचा, की आता मी करू तर काय करू. म्हणजे मी मराठीत बोलू, मी गुजरातीत बोलू, की मी इंग्लिशमध्ये बोलू. आणि मी सण कोणते साजरा करू म्हणजे क्रिसमस साजरा करू शाळेत आणि इथे मी नवरात्री करू की दिवाळी करू? म्हणजे मेन सण माझा काय आहे?
हं. <chuckles> हं, हं. दिवाळी करू का <inhales> वाह रे वाह! खूपचं गोंधळ व्हायचा तसा.
हो.
म्हणजे मग कधी-कधी असं झालं की तुमच्यासोबत, की तुम्ही अ, तुमच्या आईकडंच्या नातेवाईकांकडे गेले आणि एखादी गोष्ट नाही पटली तुम्हाला पण तुम्हाला गुजराती येते पण तुम्हाला गुजरातीमध्ये नाही बोलायचं आहे तुम्ही मारा मराठीमध्ये तिकडे बोलले कुणाला काही कळायला नाही पण आता तुम्हाला त्यांना समजून सांगायचं आहे तुम्ही काय बोलले <chuckles> तर मग अशा परिस्थितीमध्ये कधी तुम्ही अडकले आहेत का?